हां. नाही मी म्हणजे तो माझ्याबरोबर इन्सिडेंट झाला होता, तर मग अ, त्या मी ठरवलं, की काकूंना अ, पण म्हणजे बोलून घ्यायचं किंवा कोणाला तरी हाक मारायची असं ठरवलं. पण अ, बाय चान्स म्हणजे काय झालं अ, माझी शेजारी एक मैत्रीण आहे, पाठीमागच्या कॉलनीत राहते. मी तिला बोलवून घेतलं, की "बाबा असं-असं माझ्या घरी प्रॉब्लेम आहे. तर तू ये माझ्या सोबतीला" असं सांगितलं. "म्हणजे माझ्याकडे राहू शकतेस का?" अशी तिला रिक्वेस्ट केली. मग ती म्हणाली, "काही प्रॉब्लेम नाही मी थोडं घरात एडजस्टमेंट करते आणि नक्की येते तुझ्यासोबत राहायला." असं झालं. हं. मग काय झालं? हां. मग ती "येते" म्हणाली आणि तिचे पण असे पर्सनल प्रॉब्लेम निघाले. तिची काहीतरी आई सीरियस झाली अचानक आ आणि तिला जावं लागलं. मग अ, अशावेळी काय करणार? मग अ, मी खरंच मग शेजारच्या काकूंना सांगितलं, की "काकू तुम्हीच येऊन इथे राहावा ना" सगळ्यात बेस्ट उपाय <chuckles> काकूंना यायला लागला हसू. "अगं तू काय किती भितेस आणि काय हे सहज हाक मारायची गं एवढं नाही हे व्हायचं, एवढी का लाजतेस तू?" असं म्हणाल्या आणि त्या म्हणाल्या, "काही हरकत नाही, तर मी काय तुमच्या इथे येत नाही तू सरळ कुलूप लाव आणि आमच्या घरी ये राहिला" असं म्हणाले. हां. मग त्या काक
हां. हां. हं. हं. अच्छा. हं, हं. हं. बरोबर. अरे व किती छान. हं. हं. हां. अरे बाप रे! हो. हं. <laughs> हां. हं. खरंच, खरंच. हां. अच्छा. मग तर मग तुम्ही काय केलत गेलात का खरंच त्यांच्याकडे?
हो, हो. निश्चिंतपणे असं कुलूप लावून टाकलं आणि गेले काकूंकडे राहायला. हो, हो, हो. आणि खूप धमाल केली. म्हणजे असा एकटेपणा काही जाणवलंच नाही मला. म्हणजे घरच्या घरचंच कोणीतरी काकू आहेत, मावशी आहे असं वाटलं मला. आणि मग त्यांच्याकडे गेले, मग निवांत राहिले. म्हणजे अगदी मुलीसारखं त्यांनी माझं केलं आणि मी पण त्यांना एक काकू आहेत, आई आहे म्हणून मग मी पण थोडीफार मदत केली त्यांना. मग आम्ही मस्त खाल्लं-पिल्लं, झोपलो. आणि मग कधी ते दिवस निघून गेले काही कळलं पण नाही. हां. मग मी त्यांना अशी मग असंच आमचं रिलेशन वाढत गेलं. मग मी त्यांना काहीतरी देत असते शाल देते, साडी देते. मग त्या त्या काहीतरी मला देत असतात किंवा काही खायला केलं तर अ, माझं म्हणजे माझी आठवण त्यांना पहिला येते. आणि मग अ, मी जरी नसले ना, घरी तरी त्या देऊन जातात, की हे तिला द्या किंवा तुम्ही खावा असं सांगतात.
हो. काय सांगता? <laughs> छान. अरे वाह! केलं. हं. बरोबर. हां. कळलं पण. किती छान! हां. बरोबर. हां. <laughs> किती छान. म्हणजे अशी माणसं असावीत, नाही का. आयुष्यात आपल्या जोडलेली आणि खरी अ, सोबती ज्याला आपण म्हणू शकतो, अशी माणसं. मग कधी तुम्हाला असं वाटलं का, की म्हणजे अशी वेळ कधी तुमच्यावर आली आहे का? की अ, फक्त बोलणं पुरेसं नाही आहे प्रोफेशनल मदत घ्यावी किंवा कोणाला एकटेपणामध्ये तुम्ही अशी काही मदत केली आहे?
हो. तर हो. हो. हां.

हां, तर अ, नक्कीच अ, म्हणजे माझे एक अ, होते म्हणजे उम्म, पाहुण्या पाहुण्यातलेच अ, आहेत ते ॲक्च्युअली म्हणजे लांबचे पाहुणे आहेत, अ, त्या एक काकू आहेत तर अ, त्या हां. त्या एकट्याच असतात जनरली अशा आणि त्यांचे मिस्टर अ, बाहेरगावी असतात आणि त्यांची मुलं परदेशात असतात असं आहे त्यांचं, हां, मग त्या तशा आहेत म्हणजे तब्येतीने वगैरे व्यवस्थित तसं त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. पण अ, काय झालं कोणास ठाऊक एक दिवस त्यांना असा म्हणजे काहीतरी थकवा आल्यासारखा झाला आणि अशा धाप लागली त्यांना, असं काहीतरी झालं आणि मग काय झालं त्यांनी फोन केला तशातूनच की "अगं मला असं-असं झालं आहे मग अ, मी काय करू" म्हटलं, "काकू अहो तुम्ही अ, तिथे आसपास कोण आहे का बघा," म्हटलं, म्हणजे "डॉक्टर वगैरे किंवा कोण जा घेऊन जाणार असं आहे का तिथे." असं मी छाननी केली त्या म्हटल्या नाही गं, माहिती आहे तुला आणि मग अ, शेजारी पण कोण गावाला गेले होते वाटतं त्यांच्या, तर अ, हां, तर मी काय केलं म्हणजे अ, पटकन म्हणजे गेले उठून आणि माझ्या म्हणजे नवऱ्याला उठवलं बाबा रात्री असं-असं झालंय काकूंचा फोन आलाय. तर आम्ही दोघंही तिथे गेलो आणि त्यांना काही व्हायच्या आतच आम्ही सुदैवाने पोहोचलो. तर त्यांना हां, मायनर अटॅक आला होता त्यांना असं झालं. हां. आणि त्या तशाच पडल्या होत्या घामेघूम झाल्या होत्या आणि त्यांना उठताही येत नव्हतं मग अक्षरशः आम्ही ना, ते काय केलं दरवाज्याची कडी पण काढता येत नव्हती त्यांना, मग अ, हां, मग आम्ही असंच अ, काहीतरी केलं खटपट केली मागचा दरवाजा काहीतरी हे करायला लावलं आणि कसातरी करून तो असा ढकलून, ढकलून, ढकलून तो नशिबाने निघाला आमच्या म्हणजे हां, काय करणार ना, त्या आत अडून अडकून बसल्या होत्या म्हटल्यावर मग अ, आम्ही दोघांनी त्यांना थो थोडं उचललं आणि त्याच्या आजूबाजू जरा खाली कोण होते ना, त्यांना थोडं नॉक केलं आणि त्या काकांना पण वरती बोलावलं मग आम्ही तिघांनी असं उचलून म्हणजे त्यांना थोडक्यात असं बोलावलं म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे आणली सीरियसच होत्या तशा त्या. मग ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्या आणि हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट केला म्हणजे आमच्या एक आमदार आमदार आहेत त्यांच्या ओळखीने तिथे अ, सोय व्यवस्थित केली मी त्यांना कॉल केला डायरेक्ट आमदार आहेत त्यांना आणि हां, मग त्यांनी आय-सी-यूमध्ये त्यांची सोय केली आणि त्यांना एकदम इमिजिएट ट्रीटमेंट दिली आणि त्या जवळ जवळ अ अशा हे होता होता वाचल्या कोमात जाता जाता वाचल्या एवढं त्यांना हे झाल्यानंतर.
हं. हां, हां. हं, हं. अच्छा. बरं. हां. ओह, अच्छा. बरं. हं, हं, हं. हं. हां. अच्छा, हां. हं. हां. हं. हं. हां. हं, हं. अरे बाप रे! हं. हां. हां. हां. नशीब. अरे बापरे! ओ. आई गं. हं. अरे बाप रे! हां. नशीब बापरे! बाप रे! हां. हं, हं. वाचवलतं. हां, हां, हां, हां. बाप रे. हां. अच्छा. अरे वाह! ओ. बाप रे! बापरे!
हां, मग तो एक इन्सिडेंट आहे म्हणजे अ, एकटेपणा किती घातक असतो ना, मग अशावेळी काय करायचं हे माणसाला नेमकं सुचत नसतं.
किती छान, पण हो ना, हो ना, हो ना. सुचत नाही. खरं आहे, खरं आहे. आणि मग अ, अशा वेळेला म्हणजे आपण एकटेपणाने डिप्रेशनमध्ये जातो आहोत हे अ, अशा काही साइन्स देत का आपल्याला आपलं शरीर? आणि त्या कशा ओळखायच्या?
हो. हो, हो.